मला एक पेशंटनी सांगितलंच नाही तिथं कोविडचा पेशंट होता. अ, म्हणजे ते म्हणे, "मला तिथं जायचंय," म्हणे, "बाजूला." आणि त्याचा भाऊ वारलेला होता कोविडमुळं आणि ह्या माणसाने हा माणसाचा संपर्क त्या माणसासोबत आला होता. आणि मला म्हणे, "नाही," म्हणे, "मला काही नाही," म्हणी, भाव आणि "त्याचा फोन आला ना भावाची मौत करायची," म्हणी "आपल्याला कोविडमुळे मेला," म्हणे "भाऊ, मी भावपाशीच होतो," म्हणे. आणि म्हटलं, "हा भावापाशी होता." आणि हा माझ्यापाशी येऊन बसला होता. <chuckles> <chuckles> तर म्हंटलं, "काय ह्याच करावं." पण मी म्हंटलं, "काही नाही, ठीक आहे, मग आपण नाही होऊ शकत." आणि "आपण काही कोणाचं वाईट नाही केलेलं," म्हटलं. तर ठीक आहे मग. मी तशा प्रकारे अ, ती म्हणजे तो एक चमत्कारच होतो की त्याला कोविड असताना आपल्याला काही कोविड नाही झालं आणि त्याचा भाऊ कोविडने मेलेला होता आणि यांनी त्याच्या त्याला उचलून आणून दवाखान्यात त्यानीच टाकलेलं होते. आणि माणसं सांगत पण नव्हते की अ, माणसं सांगत पण नव्हते की मला कोव्हिड आहे का नाहीये अशा प्रकारच्या भीतीचं वातावरण त्यावेळेस होतं. म्हणजे मी पण मरतो
हं, हं. अरे बापरे! हो. अरे बापरे! बापरे! बघा ना हो, हो, नक्कीच. तेव्हा खूपच जास्त होतं ना ते आणि त्या माणसाने तुम्हाला सांगितलं नाही आणि खरंच देवाचा चमत्कारच झाला का ते झालं नाही. कारण तेव्हा खूप ही अफ अफवा म्हणा का ही खरी बातमी अ, फैलवली होती नाही का, का अरे, संपर्कात आल्याने कोविड होतं. नाही का?
हं, हं. हं, हं. हं, हं. आणि म्हणजे त्याचं म्हणणं होतं मी पण मरतो आणि तू पण मर. अशातला भाग मला वाटलं होतं त्याच्याकडे पाहून. आणि लोकांची म्हणजे कशी दयनीय अवस्था आहे. आपल्याला पण वाटतं मला जर काही झालं तर दुसऱ्याला नाही होऊ. आणि लोकांची, म्हंटलं, "हां." आणि मी म्हंटलं
हां ना. खरंच ना, म्हणजे खूपच जास्त खूपच जास्त तुम्हाला आर्थिक अडचण आली आणि त्याच्यामधून पण तुम्ही निघाले बरं का, एकंदरीत. मग असं तुम्ही मा मा मागे वळून पाहता एखादं मोठं शिकणं किंवा सल्ला जो ऐकणाऱ्यांना उपयोगी पडेल अ, ते सांगाल का थोडं मला?
हं, हं. हं, हं. हो. हं.

आणि <chuckles> देव माझी काळजी नाही घेणार काय? हे ना. तर देव आणि खरंच देवाने आमची काळजी घेतली. आणि काही ना काही उपाय निघत गेले. अ, मला माझ्या वडिलांनी किंवा माझ्या भावांनी किंवा माझ्या नातेवाईकांनी त्यांना माहिती आहे माझी परिस्थिती थोडीफार नाजूक आहे, तर त्यांनी मला सपोर्ट केला बरं त्यावेळेस. आणि अचानकपणे तिला अ, त्यांनी फोन केला
खरंच ना, घरचे घरचे साथ देतात नाही का? मग नेमकं तुमच्या कोणत्या व्यावहारिक पायऱ्या तुम्ही उचलल्या? खर्च कमी केले? काय केले नेमकं?
हं, हं. खर्च तर नाहीच ब बरोबर होतं फक्त दिवसभर ते COVIDच्या टाईमामध्ये चंद्र तारे पहायचे आणि झोपायचे बस आणि मोबाईलचे रिचार्ज करायचे ह्याच्यामध्ये जास्त खर्च चालला होता तो. आणि खाण्यापिण्यामध्ये म्हणजे खायला-प्यायला पण आपण काही बाहेर नव्हतो जात. पण अ, भाडं रूमच भाडं जे आहे, ते वाढत होतं. मी भाड्याच्या रूममध्ये राहायचो. लोकल
अच्छा, भाड्याच्या रूममध्ये होता का? हो, हो, हो.
हं, हं, हं. तर मी ते पाहायचो की भाडे भरण गरजेचंच आहे आणि कशाप्रकारे त्यांना भाडं द्यावं लागायचं. ते जरी म्हणते लोकं सगळे म्हणत होते भाडेकरू कडून भाडं घेऊ नका. पण हे लोक लोकांना पैशा पैशाच्या व्यतिरिक्त काहीच नाही पाहिजे या जगामध्ये मला असं त्यावेळेस दिसलं. आणि त्यांनी पण म्हणलं हं, हं.
नक्कीच. मग तुमच्या घरच्यांनी तुमच्या घरच्यांनी कशी मदत केली आहे तुम्हाला मग?